हं.
तर अ, माझं लग्न नाही झालं आहे. बहिणींचे लग्न वगैरे झाले. तर त्यांची मुलं वगैरे जेव्हा बघतो आणि जेव्हा माझ्या बहिणी त्या मुलांना ते गाणं वगैरे म्हणत असतात ना, तर अक्षरशः मला ते दिवस आठवतात, की माझी आई मला असं गाणं बोलायची. आणि आजही त्या लहान मुलांना तीच गाणी लावतात ते लोकं. प्रथा नाही बदलली आहे कुठेतरी. गाणं तेच आहे. हां, ते मोठे झाल्यावर थोडे नालायक होतात, पण ठीक आहे. पण गाणं त्यांना तर ऐकवावीच लागतात ना आपण कुठेतरी हे हां.
हं, हं. नक्कीच. हं, हं. <chuckles> अगदी बरोबर, कारण ते लहान असतात ना. आपण जे ऐकवू, तेच ते ऐकते आणि तेच संस्कार होतील ना लहान असताना, नाही का?
अगदीच, अगदीच. तर मग हे कुठेतरी आहे ना, छान वाटतं. आणि आता माझी जेव्हा बहीण माझ्या <clears throat> हं, तिच्या मुलासाठी ते गाणं बोलत असते, चंदनीया रुक जाना रे. ते जे गाणं आहे ना, एक
<chuckles> हां. हं. हं, हं, हं, लोरी, लोरी, लोरी.
हो, लोरी, लोरी, लोरी.
खूप छान.
तर कुठेतरी आहे ना ऐकतो ना, तर थोडं ते इमोशन्स येतात, थोडं छानही वाटतं. सुंदर आहे हो बालपण, म्हणजे ते गाणं, ते आठवणी, ती जागा, तो वारा, ते डोंगर, ती झरी, एकदम ओकेमध्ये असं.
एकदा नक्कीच. म्हणूनच तर संत तुकाराम महाराज म्हणतात, की "लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा."
अरे वाह! वाह! वाह! वाह! क्या नक्कीच. तर बालपण मला असं वाटतं, की प्रत्येकाचं सुंदरच असतं. बालपण एक गाणं असतं आणि एक गाण्यातून सुरुवात होतं आणि गाण्यातच कुठेतरी <chuckles> ते ऐंडही होतं, मला असं वाटतं.
हं. बरोबर. हां, हां, बरोबर, बरोबर. खूप छान असं तुम्ही वर्णन केलं हां तुमच्या बालपणाचं आणि तुमच्या बालपणातल्या आठवणी खरंच खूप छान होत्या आणि ती गाणं <chuckles> आणि तुमच्या टीव्हीचा प्रसंग खूप आवडला हां मला.
हं. <clears throat> हं. <chuckles>
तर खरंच तुमच्याशी बोलून खरंच छान वाटलं. परत एकदा विषयावर अशीच चर्चा करूया. तोपर्यंत धन्यवाद.